अच्छा ट्रेनिंग, म्हणजे पूर्णपणे ट्रेनिंग.
हो, ट्रेनिंग पूर्णपणे ट्रेनिंग म्हणजे असं आणि ते मित्राचेच गावाचे असल्यामुळे अ, आणि मित्राचीच भाऊबंदकी होती ती म्हणून त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं मला.
हं, हं. हं, हं, हं.
हो, तर मग तिथे गेलो, राहिलो. मग 45 दिवसाचं असतं, ती एक बॅच 45 दिवसाची असते कोंबड्यांची.
हं. हं, हं. अच्छा, हं, हं.
हो. तर मग तिथं सगळ्यात पहिले ते कोंबडी आले, मग त्यांना शेडमध्ये ठेवलं तर शेडमध्ये
हं, हं. म्हणजे तुम्ही ती प्रोसेस बघितली, प्रॉपर प्रोसेस जी होती ती बघितली आणि तिथे शिकलात तुम्ही, की कसं तुम्हाला ते करायचं आहे हं, हं.
हो. इथं काय असतं त्या छोट्या-छोट्या असतात ना कोंबड्या अगदी पहिले हां, मग त्यांना एक अ, पात्र ॲल्युमिनियमचा असा एक गोल राउंड बनवतो ॲल्युमिनियम शीटचा आणि त्याच्यात त्यांना ठेवलं जातं आणि हिवाळ्याचा टाईम होता तेव्हा. हिवाळ्याच्या टाईममध्ये म्हणजे खूप
बरोबर, हं. हं. हां. हं.
सगळ्यात जास्त जर मॉर्टिलिटी येत असेल, कोंबड्या मरत असतील, तर ते हिवाळ्यात मरतात, थंडीमुळे.
हं. अच्छा, मग तेव्हा काय कराय करतात, म्हणजे काय प्रिपरेशन्स?
हो. मग तेव्हा म्हणजे तो टाईम मी अशा टाईमाला गेलो होतो, की जेव्हा मला पूर्ण ज्ञान भेटेल, वेगवेगळ्या परिस्थितीचं कसं काय होणार आहे? आपल्याला काय-काय करायला पडेल? मग त्यांनी मग तिथं त्यांनी काय अ, नियोजन केलेलं होतं. आपला जो हॅलोजन बल्ब येतो ना, जो गरम करतो बघा आपण घरी लावतो, तो खूप गरम करतो आपल्याला. तर तसंच असं
ओह! क्या बात है! क्या बात है! करायला पाहिजे. हं. हो, हो, हो, हो. हां, हां, हां, हां, हां. खूप सारे ते फरसाणच्या दुकानामध्ये ते चण्यांमध्ये, शेंगदाण्यांमध्ये पण टाकतात तो गरम बल्ब त्याने गरम राहतं.
हो, नक्कीच. मग तो तो बल्ब त्यांनी लावलेल लावलेला होता आणि तिथं बरोबर त्या कोंबड्या बरोबर तिथं ते अ, बल्बच्या जवळ जाऊन अगदी तो म्हणजे वरती होता त्यांचा आणि त्याच्या जवळ जाऊन त्या बसून राहायच्या जेणे त्यांना गरम फील व्हायचं. आणि मग पूर्ण हं.
जेणेकरून त्यांना गरमी येईल. पण त्यांच्या त्या हॅलोजनचा त्याच्यावर काही दुष्परिणाम वगैरे?
नाही-नाही हॅलोजनचा काहीच दुष्परिणाम नाही व्हायचा. आपलं ते सोलार कुकर टाईप येतं ना, की वरती ते असं आपण छत्री लावतो बघा घराच्यावरती. त्या पद्धतीने असं अ, पूर्ण असं कॉनकेव्ह ते बनवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते असं गरम, गरम टेम्परेचर व्हायचं त्यांना. अजून त्या थोड्या मोठ्या झाल्या. मग ते जे त्यांचे कंपार्टमेंट आपण गोल बनवलेले होते त्यांना उघडले आणि सरळ बनवले.
असं. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. हो, हो. अच्छा. हां, हां. मग हे शेतामध्ये असतं, तर साप वगैरे याची काही भीती?
मग.

नाही, ते आपण सी अ, त्याच्यावरती सिमेंटही टाकतो ना, पूर्ण शेड बनलेलं असतं ते. तार कंपाउंड करून वरती अ, कैच्यांमध्ये अ, पत्रा मारून असं पूर्ण एकदम प्रॉपर शेड बनतो बनवतो आपण त्याच्यासाठी.
अच्छा. ओके, ओके. हं. अच्छा. मग हे जेव्हा तुम्ही प्रोसेस सगळी बघितली. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या गावात 2 एकरमध्ये चालू करायचा विचार केला. भीती होती का मनामध्ये, की इतकी मोठी जोखीम घेतोय. त्या गावामध्ये चाललं, जर आपल्या इथे नाही चाललं तर मग काय करणार? कारण की जॉब सोडलं आहे. आणि एवढी सेव्हिंग जर आपली केली तर मग काय तुमच्या मनातले विचार काय होते आणि काय भीती होती?
हं. हं. हो. नक्कीच भीती होती माझ्या मनामध्ये की आता जर आपण करतो आहे तर हे सक्सेसफुल झालंच पाहिजे. जर झालं नाही, तर घरच्यांकडूनही शिव्या ऐकावे लागतील आणि बाहेरचेही तोंडावरती काही-काही बोलतील आवश्यक होतं, म्हणजे डू ऑर डाय सिच्युएशन होती ती माझी वाली. कारण की घरचे कंटिन्यूअसली बोलतच होते, "एवढा चांगला नोकरी सोडून इथे, गावात येऊन गेलेला आहे, शहरात राहायचं सोडून, लोकं शिक्षण करून शहरात राहण्यासाठी जातात आणि तू चांगलं तुझी नोकरी होती आणि तू गावात आलेला आहे परत," असे सगळे बोलायचे. मग म्हटलं आता सक्सेसफुल व्हायचंच आहे. मग मी चालू केली सुरुवात.
हं, हं. हं, हं. म्हणजे ते आवश्यकच होतं तुम्हाला ते जो जोखीम घेणं? क्या बात है! क्या बात. हं, हं. हं, हं. अच्छा. नक्कीच. पण घरांचं तुम्हाला आहे जोखीमसाठी त्यांचं काही सहकार्य होतं, की त्यांनाही भीती होती?